नक्कीच. म्हणजे चहाची चव आहे ती एखाद्याची वेगवेगळी असते असं म्हणू शकतो. चहा म्हणजे गप्पांचं साधन आणि स चहा म्हणजे सकाळ आणि सगळंच चहाच आहे एकंदरीत बघा ना म्हणजे जरी हो.
हो, हो, हो. हो, चहाचे आहे. म्हणजे नाही का भारतात तुम्ही जन्म घेतला ना हे समजून चला, की चहाशी तुमचा संबंध येणार. तुमचा नाता असणार.
<chuckles> चहा. बरोबर म्हणजे असं असतं ना, की सकाळी जरा चहा ठेवतेस का? म्हणजे घरात असं चालूच असतं आपल्या आई-वडील आपल्यालाही गप्पा असतातच त्यांच्या. चहा ठेवलाय, बसा जरा म्हणजे असं सगळं आहेच आपल्याकडे असं काहीसं आहे.
हो, हो, हो. नक्कीच. हो, हो, हो, हो.
बरोबर आणि मग तुम्हाला काय वाटतं, की हा जर चहा जर तुमच्या आयुष्यातून गेला कायमचा तर सतत कशी तुमची लाईफ होईल ह्याच्याबद्दल काय सांगाल?
माझं म्हणजे मी डायरेक्ट एकटा पडेल मला म्हणजे डिप्रेशनमध्ये जावं लागेल. कारण हो. कारण चहा इतका म्हणजे मी बोललो ना जसं, की चहा खूप माझा सोबती म्हणजे पहिल्यापासून सर्वांनी खूप लोकांनी साथ सोडली आयुष्यात बट चहा तो कायम आहे. चहानी आयुष्यात आजपर्यंत म्हणजे कधी साथ नाही सोडलेली. माझ्या सुखात तो आहे माझ्या दुःखात तो आहे. आनंदाच्या क्षणामध्ये पण मी चहाच घेतो म्हणजे नाही का दुसरे पेय असतात. तर ते मी टाळतो आणि खूपदा असं होतं कंपनीमध्ये लोक Coke पितात नाही का. समजा काय आणलं तर पिझ्झा वगैरे, Coke. तर माझं एक कॉम्बिनेशन आहे पिझ्झा आणा तुम्ही नाही तर काहीही आणा मी चहाच घेणार.
<snorts> बापरे! वाह! नक्कीच. हो, हो. बापरे, <chuckles> म्हणजे तुमचं एकदम अ, डेडली कॉम्बिनेशन आहे पिझ्झा आणि चहा. मी पिझ्झा आणि कॉफी, ब्लॅक कॉफी ऐकलेलं आहे. पण पिझ्झा आणि चहा मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. <chuckles> खरंच तुम्हाला खूप
हं, हं, हं. <chuckles> माझं. म्हणजे माझं पा प्राधान्यक्रम जो ठरला आहे ना चहासाठी.
जास्त चहाची म्हणजे आता एडिक्शन आहे आणि चहा तुम
हं, हं.
हां. तो काहीसा चहाकडे तुमचा जास्त कल आहे मला एकंदरीत अ, चर्चा करून असं वाटतंय आणि मग प्रवासात तुम्ही चहा कसा हे करता? तुमचा प्रवासात तुम्हाला जायचं आहे. तर तुम्ही अ, चहा जास्त पिता की कॉफी किंवा हवामानानुसार असा बदल असतो काहीसा, की बाबा आता चहा पितोय किंवा मग दूध असं काही तुमचं आहे का? की फक्त चहाच लागतो तुम्हाला?
हो, हो, हो. नाही बघा हं, हं. नाही फक्त चहा. हवामान काहीही असू ऊन, वारा, पाऊस म्हणजे वादळ, वावटळ काहीही असू द्या. मी चहाचं आणि प्रवासाचं जसं तुम्ही बोललात तर मी शक्यतो लांब जाण्यासाठी आहे ना रेल्वेने प्रवास करतो आणि जर समजा कुठे दुसरीकडे असं म्हणजे कारनी पण जायचं असेल. तरी म्हणजे चहा तर भेटतोच. आपण गाडी थांबवून रात्री अपरात्री.
<chuckles> बापरे! हां. अरे, वाह! हं. बरोबर. गाडीत हवा, चहा कुठेही मिळतो आजकाल असं आहे.
चहा कुठेही मिळतो आणि जर रेल्वे असली आणि लांबचा प्रवास असला तर रेल्वे बघा असे, ठराविक स्टेशनला थांबते आणि जर चहाची तलबच जर झाली. तर मी थर्मसची एक बॉटल सोबत ठेवतो आणि आपले कप वगैरे नाही का, ते पण सोबत ठेवतो आणि समजा जिथे स्टेशनला थांबेल गाडी तर तिथं चहा पितो पण आणि भरून पण घेतो. जेणेकरून काय होईल फावल्या वेळेत मला परत चहा पिता येईल. तर इतका मी चहावेडा आहे.
बरोबर. अरे, वाह! <chuckles> जेणेकरून तुम्हाला चहाचा आस्वाद घेता येईल ऑल द टाईम. हो, <chuckles> बरोबर आणि तुम्ही गरमीत म्हणजे उन्हाळ्यात देखील चहा पिता जास्त असं आहे का?
हो, हो, हो. नक्कीच.